अरे बापरे म्हणजे तुम्ही तुम्ही त्या काळात म्हणता येईल की बरेच कष्ट केलंय म्हणता येईल. <chuckles>
हो. हो. मग नंतर-नंतर मग अ, अ, असा मला ऑप्शन सांगितला की डब्बा हवा आहे, म्हणजे कोणतरी सीनियर सिटीझन आहेत. तर अ, त्यांच्यासाठी अ, डबे हवे आहेत म्हणून मग 1 डब्बा चालू केला सुरवातीला भाजीपोळीचा. आणि मग नंतर-नंतर मग 2 असे झाले मग 2 डबे तरी मी रेग्युलर देत होते. सकाळी, संध्याकाळी जसं जमेल तसं हां हो हो वाढ झाली आणि मला चालत होतं म्हणजे बऱ्यापैकी मिळत होतं त्याच्यामधून त्यामुळे जरा कुटुंबाला पण असा हातभार लागत होता असं आणि नंतर मग ते थोडं वाढ वाढत, वाढत गेलं म्हटल्यावर मग काय केलं मी पोळ्यांना अशी बाई-बाई लावून टाकली. आणि मग ती पोळ्या वगैरे करायला लागली आणि मग मी सकाळीच एकदम डब्याच्या 4 डब्याच्या भाज्या फोडणी टाकणं म्हणा आमटी कोशिंबीर वगैरे असं मी स्वतः मॅनेज करायला लागले. मग कुठे मग घरी जायचं नाही कुणाला ते घरी येऊनच घर घेऊन जायचे एकदा तुम्हाला म्हणजे जम बसला की होतं ना, तसं झालं माझ्या बाबतीत. हां मग ती पॉझिटिव्ह साईन झाली मग मला अ, म्हणजे कळायला लागलं की कुठलंही काम करणं काही म्हणजे कमीपणाचं नसतं. कशातनं पण तुम्हाला स्किल कौशल्य असतात, तर त्यातून तुम्ही यशस्वी होऊ शकता. मग त्यावेळी माझी गरज होती की घरी थांबणं ही गरज होती माझी आणि सगळ्यांना सेवा देणं किंवा काही का, हो.
हां. होय. होय, मग तिथं वाढ झाली का नाही पुन्हा मग? बरोबर आहे की. हां. हं. हां. <laughs> खरं आहे. बरोबर आहे की. नक्कीच. खरं आहे. हां, म्हणजे थोडक्यात तुम्ही असा उपाय शोधला की तुमची दोन्हीही कामं झाली. म्हणजे कुठेतरी आर्थिक हातभार सुद्धा लावताय तुम्ही आणि घरात राहून ज्या पद्धतीने मदत सुद्धा करू शकता, की म्हणजे मुलगी असेल मुलीकडे पाहू शकता सासू-सासऱ्यांकडे सुद्धा पाहू शकता. म्हणजे थोडक्यात तसं म्हणता येईल की तुम्ही कामाचं आणि हेच तुमच्या रोजच्या आयुष्याचं म्हणजे संतुलन व्यवस्थित राखलं.
हां, ओ. हो, नक्कीच. हो मग त्या हो, हो. नक्कीच आणि मग नंतर काय झालं मग ते थोड्या-थोड्या दिवसांनी मग माझी मुलगी मोठी झाली हे झालं. मग अ, काही म्हणजे इकडे पण त्यांचं थोडंफार पगारवाढ झाला पण गरजा काही संपत नाहीत ना मग त्याप्रमाणे पैसा पण लागतो. हो मग अ, दुसरीकडे मी अ, अ, रिझ्यूम वगैरे अपडेट केले थोडा रेफरन्सनी आमचं नेटवर्किंग होतं LinkedInमध्ये वगैरे तर तिथे मग अ, एका सरांनी मला सांगितलं की तुझ्या-तुझ्या प्रोफाईलसाठी आमच्या इथे वॅकन्सी आहे. तर तू काय करणार अ, आमच्याकडे इंटरव्ह्यू देशील का वगैरे असं त्यांचा मला फोन आला होता बेसिकली. हा मग मेल पण त्यांनी केला म्हणजे मेलवरून पण कळवलं मला कम्युनिकेट केलं. तर मग अ, मी ठीक आहे म्हणाले मग इंटरव्ह्यू वगैरे दिला मग सांगितलं का गॅप पडला? काही म्हणजे सिच्युएशन होत्या वगैरे नोकरी का सोडली? हां.
हं. हां, हां. <laughs> नाही, नाही वाढतच राहतेत. खरं आहे. हां. होय. हां. हां, बरोबर काय परिस्थिती होती की हां. एवढे दिवस का बंद होता तुम्ही कामापासून?
हो, हो. हा मग मी त्यांना रिअल काही फॅक्ट आहे ती सांगितली मग त्यांना पटलं आणि माझं स्किल सेट पण त्यांना चांगले वाटले आणि पण तुम्ही साइड बाय साइड पुन्हा आणि कोर्सेस करा म्हणून त्यांनी मला अ, एन्श्योर केलं. म्हटलं हो ठीक आहे नक्की करेन. हं तर मग त्याप्रमाणे सध्या तुम्ही जॉइन होऊ शकता आणि ट्रेनिंग घेऊ शकता आणि साइड बाय साइड तुम्ही कोर्सेस पण करा असा त्यांनी मला ऑप्शन दिला. मग ती.
हां, म्हणजे हां, सल्ला पण दिला म्हणजे थोडक्यात. होय, मग तुम्ही पहिल्या कंपनीत का नाही गेला पुन्हा? त्यांनी तर सांगितलेलं की तिथे आणि तिथलं वातावरण सुद्धा तुम्हाला छान होतं.